हो, म्हणजे मला काय झालं की मी मला पण खूप साखर म्हणजे माझ्यासाठी म्हणजे माझी तशी सवय होती की मला तो क्रीमचा बिस्किट पुडा असायचा ना, तो लहानपणी म्हणजे JIM-JAM वाला तो इतका आवडतो, म्हणजे आत्ता पण आवडतो मी आता नाही खात तो मला अख्खा मी खायची चहामध्ये. अशी मला सवय होती. म्हणजे ती चहामधली पण शुगर आणि आणि प्लस ती पण शुगर आणि मला इतके म्हणजे माझ्या केक्स, पेस्ट्रीज किंवा ज्या डॉनट्स इतके जे असतात अ, MAD OVER DONUTS इतके माझे फेव्हराइट होते की म्हणजे मी त्याला सांगू शकत नाही तुम्हाला की मला इतक्या म्हणजे मी खूप म्हणू शकते की टचवूड कंट्रोल केलाय त्या गोष्टींवर आणि त्या मन मला तर वाटतं की एक्सरसाइज
अरे वाह! हं. हो, हो. बरं. <chuckles> अच्छा. याचामुळे मग तुम्ही ठरवलं की आता हे बंद करूयात की असं घडलं का की नेमकं?
हे शरीरासाठी नाही चांगलं आहे शुगर, म्हणजे मी खूप व्हिडिओज बघितल्या आम्हाला डॉक्टरांनी पण सांगितलं की जरा म्हणजे कमी खायचं. एकदमच जास्त नाही खायचं आहे म्हणजे तुम्ही अ, गुलाबजाम वगैरे खाऊ शकता. पण ते प्रोसेस्ड फूड तुम्ही खाऊच नका एकंदरीत. अ, एखाद दुसरा ठीक आहे. आणि गुलाबजाम पण विदआऊट म्हणू शकतो की ते असतात ना कच्चे किंवा विदआऊट साखरेचा पाक. हां, ते तसे पण तुम्ही खाऊ शकता मी तर म्हणेन. आणि मला आता वाटत की माझी जीवनशैली खूप कामाला आली मला, जसं की मी पुरेशी झोप घ्यायला लागली, ताण कमी केला आणि म्हणतात ना, नियमित जो व्यायाम आहे ना, त्याने तुमची क्रेविंग आहे ना, खूप कमी होते एकंदरीत आणि मला वाटत प्रोटीन आणि फायबर्स तुम्ही भरपूर खा जसं की डाळ, पल्सेस वगैरे ज्या भाज्या असतात आपल्या, हिरव्या पालेभाज्या किंवा जे फायबर आपल्याला म्हणतात ना, बटाट्याच्या साली आपण टाकून देतो पण त्याच्यामध्ये इतकं फायबर असतं ना आणि ते शरीरासाठी खूप चांगलं असतं ते स्व हं.
हं. हं. हं. वरती साखर लावून द्यायची. <chuckles> अच्छा. हां. कमी होत खरं आहे. बरोबर. अच्छा. आणि मला वाटतं की वाढते. लहानपणी आठवतंय मला आजी आमचा म्हणजे मसाले भात वगैरे करायची. तर तो खूप छान लागायचा कारण ती साली सहित टाकायची बटाटा आज-काल लोक काढून टाकतात.
हो. हो, हो, हो. बरोबर आम्ही पण साली टाक म्हणजे ते तुम्ही पाण्यात ठेवा, ते थोडं त्यातली सगळी घाण निघाली, स्वच्छ धुवून घ्या आणि मग म्हणू शकतो तुम्ही टाकू शकता. कारण बटाट्यामध्ये ते सालीमध्ये जे मेन आहे, ते फायबर असतात. तर आणि आपण ते टाकून देतो पण त्या खाल्ल्या पाहिजे. आज-काल बघा ते सालींचे पण स्नॅक्स आलेत. हां. हो, हो. फ्लेवर इतकं ते मस्त लागतं ते तुम्ही खाल्लं पाहिजे आणि त्या ज्या गोष्टी आहेत ना तेच आपल्या क्रेविंग कमी करतात. आणि आपण ते खात म्हणजे ते खातच नाही त्यामुळे आपल्याला जास्त क्रेविंग असं मला वाटतं.
हां, हां. हां, हां. हां. खाल्लं पाहिजे आणि फ्लेवर पण त्याचं जास्त आहे ना? हं. हां. <chuckles> बरोबर आहे.